हो, हो. अर्थातच.
आणि सुरुवातीला का? करत असतांना का? पूर्ण झाल्यावरती? कधी?
अ, ब अ, अर्थात पूर्ण झाल्यावरती, अ, करतो. एकदा मला काही सुचत नव्हतं तर आमचे एक जुने डायरेक्टर आहे. त्यांना विचारलं होतं की मी एका ठिकाणी मी अडलो होतो. की अ, त्या माणसाचं आत्मचरित्रावरच डॉक्युमेंटरी होती. तर त्याचा पूर्वार्ध एक भाग होता आणि त्याच्यानंतर मग एक अ, ते चांगले झाले, सुखी झाले, त्यांचा अ, जो व्यवसाय होता किंवा समाजकार्य होतं ते खूप छान चालायला लागलं. लोकं त्यांना प्रतिसाद द्यायला लागले. असं होतं. तर अ, ते अ, एक तो भाग आहे ना, ते असा डिफरंट वाटत नव्हता. तो सेम-सेम वाटत होता. मग ते आमच्या डायरेक्टर सरांनी आम्हाला अ, सुचवलं होतं की "जो पूर्वार्ध जो आहे त्यांचा जो संघर्षाचा भाग त्याला सेफिया टोन द्या. म्हणजे अ, थोडासा ब्लॅक एंड व्हाईट असतो पण तो असा पिवळसर असतो थोडासा तो रंग. "सेफिया टोन द्या. आणि नंतर दुसरा जे त्यांचं सक्सेस आहे तो कलरफुल ठेव." आणि ते तसंच
हां. हां, हां. अच्छा! अच्छा! हां, हां, हां. अच्छा. म्हणजे ते स्ट्रगलला काळं आणि सक्सेसला एकदम ब्राइट अ, हां. एक छान वेगळं. हो, हो. हां.
हो, हो. अ, ते असं कलर कलरलेस होतं ते असं आणि हे दुसरं कलरफुल होतं असं. आणि मग ते अ, डोळ्यांना पण जाणवतं ते म्युझिक चेंज अप होतं आणि ते सगळं असं अ, लोकांनी तिथं टाळ्या वाजवल्या होत्या खरंतर. तर ते एक अशा प्रकारचं पण फीडबॅक आम्ही घेतो.
ओके. बरोबर म्हणजे. अच्छा. कारण की ते एकदम बघतांना सुद्धा मला असं वाटतं, भावना आपोआप ते डोळ्यांना कळते, डोळ्यांना पण जाणवते भावना.
हो, हो. हो, हो. अगदी बरोबर. अगदी म्हणजे त्यांच्या बरोबरचे त्यांचे ज्या मिसेस होत्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांची मुलं पण एकदम भावुक झाले होते. त्यांचे जवळचे जे मित्र होते आणि बाकी इतर प्रेक्षक खूप टाळ्या वाजवत होते. जेव्हा ते प्रेझेंटेशन झालं होतं त्याचं तेव्हा. हां
हं. हां, हां. अच्छा. हां, हां. अरे वाह! मस्तच म्हणजे फीडबॅक पण म्हणजे कल्पना आपली असली तरी पण एक फीडबॅक किती वेळा त्याला, खूपच अ, वेगळा रंग देऊ शकते नक्कीच. अ, खूप छान पद्धतीने तुम्ही अ, स सांगितलात मला की तुम्ही कसे कल्पना तुम्ही कसे त्याची नोंद ठेवता, कसे त्याला फुलवता, खिलवता आणि मोठं करता. मस्त-मस्त वाटलं. मजा आली तुमच्याशी बोलून. माझ्याशी शेअर केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
फीडबॅक हो, हो, हो. येस, येस. नक्की, नक्की.